हो, हो. <sucks teeth> म्हणजे ते गाणं खूप असे असं मला वाटतं, तर ते कसं ना, की अ, त्याचं थोडंसं-थोडंसं मी हे सांगतो. म्हणजे माझा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे ना, तो लिरिकल आहे, की त्याचे लिरिक्स अ, म्हणजे मला जास्त भावले आणि दुसरी गोष्ट त्याची चाल तर छान आहेच आणि ज्यांनी त्याला आवाज दिलेला आहे, तर त्यांनी पण चांगला परफॉर्म केलेला आहे. म्युझिक खूप छान आहे, तर ते मला नाही का असं खूप असं असं नाही का, मला असं वाटलं अरे, मी इतकी वर्ष म्हणजे 2006 साली तो पिक्चर आला होता. मी म्हंटलं, अरे, हे पिक्चर मी जो आहे ना, तो पिक्चर ही मी बघितला नाही अ‍ॅक्चुअली कारण त्याचा रिव्ह्यू मी ऐकला होता, तर तो एका रिगिव्ह रिव्ह्यू असा होता, की तो पहिला हाल्फ खूप छान आहे. दुसरा हाल्फ खूप नाही का असं डेंजरस केलेला आहे. तर मग मी तो रिव्ह्यू वाचवतो.
वाह, वाह, वाह! सांगा? हां, ओ. हं, हं. अच्छा, म्हणजे तुम्ही पिक्चर बघितलेला नाहीये तो? गा अरे वाह! गाण गाणच तुम्हाला सिग्नेचर लूक पाठवून गेलं त्याचं. वाह, वाह! कोणतं गाणं आहे मला सां ऐकु तर द्या नेमकं गाणं कोणतंय तुमचं?
नाही बघितला ना तो, म्हणून ते गाणं पा लक्ष हो, हो, हो, हो. तर तो हां, तो पिक्चर आहे ओंकारा. तो त्याच्यातले ते, ओंकारा रे किंवा बीड़ी जलाई ले ते गाणी ऐकली होती. पण एक गाणं खूप छान होतं त्याच्यामध्ये.
हो. कोणतं?
तर ते गाणं, "नैना." "नैना" म्हणून ते गाणे आहे. तर म्हणजे त्याची स्टोरी स्टोरी सांगतं, की कसं आहे ना की जेव्हा एखाद्या माणसाला प्रेम होतं ना मुलाला किंवा मुलीला. तर ते कसं ओळखायचं माहिती आहे का? तर त्याच्या डोळ्यामध्ये एक चमक दिसते आणि ज्याने आयुष्यामध्ये कधीतरी प्रेम केलंय ना, <chuckles> तर त्याला ती चमकला लपून राहत नाही त्याच्यापासून. तर तो एखादा ज्याने आयुष्यात कधी प्रेम केलंय ना, तर तो ओळखू शकतो नजरेत बघूनच, की ह्याचं प्रेम झालेलं आहे कोणाबरोबर तरी, तर ते असं नाही का क्लिक होतं आणि आम्ही पण कसं लहानपणी किंवा कॉलेजमध्ये असताना असं, अ, थोडेसे. <chuckles> होतो ना, ते प्रेम प्रकरण वगैरे झालं असल्यामुळं, ते थोडंसं नाही लगेच कळायचं, की ह्याचा अफेअर आहे बरं का, ह्याचं नाहीये असं कळायचं आम्हाला. तर ते कुठेतरी आठवण झाली त्या गाण्याची हो, हो. तर मग ते खूप छान आहे. तर ते गाणं म्हणजे मला वाटतं क्लासिक आहे ते.
हां. हां. <chuckles> हो, हो, हो. बरोबर, बरोबर. हां. <laughs> त्या गाणं मधून ऐकू ना. वाह! वाह! तर थोडे त्याचे लिरिक्स, त्याचे शब्द वगैरे सांगाल का मला नेमकं कोणतं गाणं होतं ते?
हो, हो, हो.

पण आपल्याला तेवढंच एक गोष्ट दिसते, आपला प्रियकर आणि आपण. तर ते आपल्याला नाही का धोका देऊ शकतात. तर ते खूपच म्हणजे असं त्यांनी छान
नक्कीच न म्हणजे, आता तुम्ही मस्त मला एक उदाहरण पण दिलं, का खरंच तुमचे कॉलेजमधले प्रेम प्रकरण वगैरे जे पण होते, जे पण असेल मुलांचे असुदे, तुमची असू दे नाही का. तर त्याच्यामधून ते ह्या गाण्यांमधून तुम्हाला कळून जायचं का याचं काहीतरी आहे बरं का, कुठेतरी चालू आहे मग?
<laughs> हो. हो, हो. हां. <laughs> नाही एक्चुअली ते गाणं मी उशिरा ऐकलं ना, तर म्हणजे ते क्लिक झालं, की त्यावेळेस असं होतं. आता गाणं ऐकलं मी 4-5 महिन्यांपूर्वीच, पण मग ते कॉलेजच्या दिवसात ऐकायला भेटलं असतं तर मज्जा आली असती.
<laughs> हो. हं, हं. खरंच, खरंच, काय मजा आली असते नाही का तेव्हा तर. बाप रे! मग मला असं सांगा, ह्या गाण्यामधील जे आता तुम्ही गाणं सांगितलं नैना ठग लेंगे ह्या गाण्यातील कोणती गोष्ट तुम्हाला अशी वाटली का, हां, आता हे सिग्नेचर गाणं माझ्यासाठी बनू शकतं?
हां. हो, हो. हां? हां. हां, हां. हां. <chuckles> हो, हो, हो. बघा ना आता मग त्याच्यानंतर आता हे तर अंतर मुखडा झाला, की नैना ठग लेंगे मग परत पुढचं खूप वाक्य भारी. म्हणजे त्याच्यात ते ना 2 कडवे सांगू का तुम्हाला जास्त नाहीये, की 2चं कडवे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे. मुखडे अंतरे 2चं आहेत. तर बघा ना त्याच्यामध्ये काय अस की भाल
हं. हो सांगा ना सांगा? काही नाही तुम्ही गाऊन सांगितलं तरी मला आवडलं, सूर लावा मस्त काही नाही बोला.
<chuckles> अ, मी प्रयत्न करेन.
नक्कीच, हो.